शुद्ध डिजिटली आरत्या म्हटलेल्या कधीही चांगल्या.
अगदी बरोबर.
तर अ, अ, त्यामुळे उच्चारांना अ, माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. म्हणजे मी उच्चारांवर खूप अ, महत्त्व अ, ॲक्चुअली उच्चार म्हणजे काय? असे अ, मुंबईतल्या लोकांचे शुद्ध आणि बाकीचे अशुद्ध अश आशा याच्यासाठी नाही. पण त्या आरत्यांमध्ये जे काही शब्द आहेत, ते हां, मन येस, तर किंवा आरतीचं तुम्ही मला विचारलत तर आरतीमध्ये जे शब्द आहेत
हं, हं. हं, हं, हं, हं. म्हणजे मंत्रोपचार वगैरे म्हणायचं का आपल्याला हां, हां. हं, हं.
ते ज्यावेळेला आपण देवापर्यंत पोहचवतो ती एक प्रार्थना आहे ना? देवाची स्तुती आहे. तर ते जे खऱ्या अ, म्हणजे आता, सुख कर्ता दुःख हर्ता ही रामदास स्वामींनी लिहिलेली आरती आहे. तर रामदास स्वामींनी ज्या उद्देशाने ती एक आरती प्रार्थना रूप आरती लिहिली आहे, ती त्याच उद्देशाने देवापर्यंत पोहोचावी यासाठी त्याच्यात ते शब्द खूप महत्वाचे आहेत. म्हणजे अ, संकटीच्या ठिकाणी आपण संकष्टी म्हणतो. तर हे सगळे उच्चार टाळण्यासाठी जर डिजिटली शुद्ध आरती असेल
हो, हो, हो. हो, हो, हो. हो, हो, हो. अगदी बरोबर. हो, हो, हो, हो. आणि ते फरीवर वंदना आहे ना, त्या ठिकाणी आपण बघा फळीवर वंदना खूप जण बोलतात.
हो, <chuckles> आणि ते फळीवर बंधना असं आहे तर ते फळीवर वंदना होऊन जातं आणि तर असे अशुद्ध उच्चार करण्यापेक्षा, डिजिटली जर शुद्ध उच्चाराने ती आरती म्हटली जाते तर ती जास्त उपयुक्त आहे असं मला वाटतं आणि परंपरा
अच्छा, अच्छा! हो, हो, हो. उपयोगी आहे म्हणजे डिजिटल हं, हं.